अ, असे अ, असे तर भरपूर करतात गोंधळ निर्माण पण अ, अ, त्यातलीच एक असते, की कधी-कधी ना इमोजी वगैरे जे आपण पाठवणार ते पण चुकीचे पाठवले गेल्यामुळे जास्त गोंधळ निर्माण होऊन जातात. म्हणजे अ, समोरची व्यक्ती अ, म्हणजे आता एखाद्या दुःखी जर असेल ना आणि आपण जर चुकून हस्याची म्हणजे आपण त्याला आपल्याला असं वाटतं, की तो हॅपी व्हावा किंवा तो आपल्या विनोदावर हसावं म्हणून आपण आहे ना एखादी हसण्याची इमोजी पाठवतो आणि त्याला असं वाटतं, की माझ्या परिस्थितीवर हसू राहिला. हे असा मोठा गैरसमज वाढून जातो आणि आपल्याला असं वाटतं की नाही त्याने हसावं किंवा त्यांनी ती गोष्ट विसरून जावी आणि नव्याने सुरुवात करावी असं वाटतं म्हणून जास्त तर इमोजीनी वगैरे अ, जास्त हे होतं. आणि कधी-कधी ना असं अ, हे पण असतं काही-काही इमोजी असं असतं, की अ, डोक्याला हात लावलाय म्हणजे तुला कंटाळा आलाय असं दाखवतं ते. पण तसं नसतं, की अ, माझं डोकं दुखतंय हे पण <chuckles> गोष्टी होत्या तिथे.
गोल-गोल. हां, हां. <chuckles> हो. हो. हो ना. बरोबर. हो. हो. हो. नक्कीच. हो ना. बरोबर. मग अ, टेक्स्टमधला जर गैरसमज टाळायचा असेल ना तर आपण अ, म्हणजे काय करू शकतो त्याच्यामध्ये? अ, म्हणजे रायटिंग अव्हॉइड करू शकतो? काय करू शकतो दुसरं?
ना हं, मला असं वाटत रायटिंग नाही अव्हॉइड करू शकत पण मध्ये-मध्ये त्या इमोजी डालाय म्हणजे टाकायच्या, किंवा मग आहे ना आपण बोलतो ना, की वाईट वाटतंय तर तेव्हा आपण तो आहे ना अ, जी लय असते ना आता समजा म्म मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर हां आहे नंतर आहे ना आपण ते खूप सारे डॉट देऊ शकतो जेणेकरून कसं एक लय येते, की त्याला बोलायचं आहे. आहे म्हणजे क अ, इमोशन्स
हां. हां. बरोबर. हां, म्हणजे हां. टेक्स्टमध्ये म्हणजे रायटिंगमध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे बाबा, म्हणजे ग्रॅमॅटिकली म्हणा किंवा भावनात्मक असं काही विरामचिन्ह देणं किंवा
हो, हो. ग्रॅमॅटिकली हो. अ, किंवा तुमचं एखादं असतं ना, की अ, अ, आता प्रश्न प्रश्न असा विरामचिन्ह किंवा आपण म्हणतो ना की अ, भावना दाखवण्यासाठी एक ठराविक शब्द असतात, किंवा अ, थोडासा गॅप दिला पाहिजे त्या शब्दांमध्ये. तसं दाखवलं तर म्हणजे ते काही समज होणार नाहीत.
हां. सरप्रायझिंग मार्क. हो. हो ना. हो.